आपलं आयुष्य एवढं धावपळीचं झालंय ना, आपल्याला काही गोष्टी लक्षातही राहत नाही, आजकाल नाही का आणि अशाच वेळेस काय होतं आपली एखादी महत्त्वाची फ्लाइट किंवा ट्रेनही चुकल्या जाते, तर असा तुमचा आयुष्यातला एखादा अनुभव आहे का हो, जिथे तुमची फ्लाइट किंवा ट्रेन अ, मिस झाली आहे, याची गोष्ट सांगाल का?
बरोबर. हं. हो. हो, नक्कीच ना. म्हणजे माझ्या म्हणजे हा जो अनुभव होता ना, हा खूप म्हणजे खतरनाक होता माझ्या जीवनामध्ये की माझी ट्रेन मिस झालेली होती आणि त्याच्यामुळे मला साधारणतः पूर्ण एक दिवस त्याच जागेवरती बसावं लागलं होतं, नेक्स्ट ट्रेन आणि त्या लोकेशनवरती पोहोचण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगतो की कसं झालं होतं. ते की मी उप सुट्ट्या होत्या मला आणि मी प्लॅन केलं होतं की म्हटलं, "आता आपण जाऊया आणि थोडंसं फिरून येऊ राजस्थान अशा साइडला फिरून येऊ," म्हटलं. मग मी इथून निघालो. निघालो तर मग काय झालं निघण्यासाठीही पहिले आपण सगळ्या बुकिंग करून ठेवतो. आणि मग मी बुकिंग करण्यासाठी माझं पहिलेच अ, ट्रेनचं तिकीट झालेलं होतं. सकाळी 6:00 वाजेची माझी ट्रेन होती जयपूरसाठी इंदोरहून.
अच्छा. हां. अच्छा. अरे वाह! हं. अच्छा. मग?
मग मला सकाळी 5:30 वाजेपर्यंत तरी निदान तिथपर्यंत पोहचायचं होतं. जेणेकरून मला माझा बर्थ शोधण्यात अ, म्हणजे माझा बोगी नंबर शोधेल मी पहिले, कोच नंबर आणि त्यानंतर मी माझा बर्थ शोधेल याच्यातही टाईम जात होता आणि मग आपलं सेट करायला आपल्याला टाईम लागणार होता. तर मग असं सगळं मी विचार केलेला होता. मग मी काय केलं की आम माझ्या गावावरनं अ, इंदोर जाण्यासाठी 12:00 वाजता ही गाडी होती आणि रात रात्री 12:00 वाजता आणि 9:30 ला ही गाडी होती.
बरं आहे. हां.
मग म्हटलं, "काय करायचं? जर आपण 9:30 च्या गाडीने गेलो, तर ती अगदीच आपल्याला अ, 2 वाजता इंदोरमध्ये सोडेल आणि आपण तेवढा टाईम कुठे फिरायचं? काय करायचं?" मग मी असं नियोजन केलं की मग मी विचार केला, की म्हटलं, "आपण 12:00 वाजेच्या गाडीने जाऊ आणि"
अच्छा.
"अ, तिच्यावरती गेलो तर आपल्याला ती अगदी 5:00 वाजता सोडेल किंवा 5:30 जास्तीत-जास्त ती लेट झाली तर 5:30 पर्यंत सोडेल." म्हटलं. तर असा मी प्लॅन केला मग मी म्हटलं, मी विचार केला की म्हटलं, "आपण त्या गाडीसाठी रिझर्वेशन करून घेऊ." मग मी बस स्टँडला गेलो, तिथं रिझर्वेशन ऑफिसला गेलो आणि मग अ, तिथं उभं होतो. तर अनायशा ते ऑफिसर मला म्हटले, की "अरे काय रिझर्वेशन करतो तू या गाडीचं, पूर्ण गाडी तर खालीच दिसते मला इथं. तर रात्री यायचं आणि डायरेक्ट बसून घ्यायचं गाडीमध्ये, कशाला उगीच रिझर्व्हेशन करून जातो." असं त्यांनी मला सांगितलं. म्हटलं "ठीक आहे." आणि चालेल आपल्याला असंही काय रिझर्व्हेशनसाठी ₹5 जास्त द्यायचे आहेत.
बरोबर आहे. मग? हां. हां. <chuckles> अच्छा. हां. अ, हां.
त्या हेतूने मी गेलो होतो. मग त्यांनी नाही करू दिलं मला रिझर्वेशन. आणि मग मी बस स्टँडवरती पोहचलो. अ, 12:00 वाजेची गाडी म्हटल्यामुळे मी 11:30 ला तिथं पोहोचून गेलो. म्हटलं, गाडी भा दुसऱ्या डेपोमधनं येणार होती गाडी. ती आमच्या जागेच्या लोकल डेपोची नव्हती. मग ती आणि ती गाडी साडे म्हणजे 12:00 वाजता तर असतेच आणि परफेक्ट लागायची. पण, त्या दिवशीन 12:00 वाजले, गाडी काही आली नाही, 12:30 झाले गाडी आली नाही.
बरं अरे बाप रे! मग काय झालं?
2:00 वाजेपर्यंत 2:00 वाजेपर्यंत ती गाडीच आली नाही एवढा लेट आणि साधारणतः तिथं पोहचायला आम्हाला 2:00 वाजे म्हणजे 5 तासाचा रस्ता आहे तो
हां.
माझ्या गावावरनं इंदोरचा. म्हटलं, "हा रस्ता कसा कव्हर होईल." माझी ट्रेन तर काय आपल्यासाठी थांबणार नाही. मी पूर्ण ते बघत होतो, वॉच करत होतो. मग मी निर्णय घेतला की म्हटलं, "आपण आमच्याइकडं तो हायवे आहे, मग हायवेवरती जाऊया." आणि तिथून एखादी गाडी भेटेल जी आपल्या लक्झरी असतात, त्या एकदम स्पीडमध्ये चालतात ना. "मग त्यांच्यावरती बसून", म्हटलं, "आपण पोच" हो, ट्रॅव्हल्स. तर "ते ते तरी आपल्याला 3-3.5 तासात पोहचून देतील," म्हटलं.
हां. हां. म्हणा ट्रॅव्हल्स. हां. मग काय झालं?
तर मी त्या हेतूने गेलो, तर मी हायवेला गेलो, तर तिथं मला अनायसे एक गाडीच अ, म्हणजे फोर व्हीलरच भेटली, जो अ, इंदोरलाच जात होता. ती शेअरिंग असते ना
बरोबर. हां.
त्या टाइपची होती ती. कार होती त्या व्यक्तीची. आणि मग त्यांनी ते हो, टॅक्सी टाइप. मग त्यांनी मला तिच्यात बसवलं आणि मी त्याच्यातनं निघालो. मला तेव्हा थोडंसं खात्री वाटली, की म्हटलं, "मी पोहचून जाईल तिथपर्यंत, इंदोरपर्यंत लवकर 5:30 वाजेपर्यंत तरी."
हां, टॅक्सी टाइप. हां.
तर त्या भाऊनी काय झालं चालव म्हणजे चालली गाडी चालली गाडी, बरीच चालली आणि त्यानंतर ती झाली पंक्चर.
<chuckles> म्हणजे असं म्हणता येईल की "आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास." म्हणजे <chuckles>
अरे बापरे! हो. हो. नक्कीच, नक्कीच.
<chuckles> अ, मग क काय नेमकी कारणं होती बरं, म्हणजे ट्रॅफिक हे तर तुम्ही सांगितलं की पंक्चर झाली म्हणून. पण सकाळचं विचारतो मी सुरुवातचं, की काय नेमकं असं घडलं, ज्यामुळे तुमच्या अ, गोष्टी ज्या आहे लक्षात आल्या नाहीत किंवा अलार्म तुझा मिस झाला किंवा काय झालं नेमकं रिमाइंडर्स लय लावले होते, ते तुम्हाला आठवण करून दिले?
हां. मग हं. हं. हं. त्याच्यातनं काय झालं ना, की माझं नियोजनमध्येच चूक झाली. जर मी 9:30 ची गाडी पकडली असती बसमध्ये आणि तिच्यानी गेलो असतो आणि त्या जागेवरती जाऊन मी जरी टाईमपास केला असता, तरी चाललं असतं. कारण की ती ट्रेन तरी भेटली असती. हे पंचर झालं आणि या व्यक्तीने मला 7:00 वाजेला इंदोर पोहोचवलं, ती ब ट्रेन गेलेली होती, निघून गेलेली होती आणि मला तिथंच थांबावं लागलं, त्याच रेल्वे स्टेशनवरती.
अच्छा. हां, अच्छा.
आणि पुढची गाडी होती साधारणतः 12 तासानंतर. मग आता तोपर्यंत करायचं काय? मग मी तिथंच पूर्ण टाय पूर्ण वेळ दुसऱ्या गाडीपर्यंत वेट केला. आणि मग ती गाडी आली. आणि त्यानंतर तिच्यात बसलो आणि मग निघालो. तर असं असं गोष्ट माझ्यासोबत घडली होती. पण याच्यातं आहे ना, मला फू खूप काही शिकायला भेटलं, की नियोजन कसं केलं पाहिजे आणि पूर्व प्लॅनिंग कशी राहिली पाहिजे आपलीवाली. आपण निघतानाच
अरे बापरे! हां. अच्छा. तर त्याबद्दलचं तुम्ही सांगाल का बरं? म्हणजे काय तुम्ही नेमकं शिकलात? जसं तुम्ही म्हटलात, की नियोजन कसं करायचं ते तुम्ही शिकलात, पूर्व प्लॅनिंग करायचं शिकलात. तर याच्याच अ, टिप्स वगैरे सांगाल थोड्या अ, जेणेकरून सर्वांना कळेल, की काय नेमकं केलं पाहिजे आणि फ्लाइट वगैरे चुकणार नाही मग तुमची नेक्स्ट टाईमला?
हं. हो, नक्कीच. अ, म्हणजे काय होतं ना, की आपण काय करतो, आपण खूप जास्त कॅज्युअली घेऊन घेतो या सगळ्या गोष्टींना. अरे, होऊन जाईल. हो काही गडबडी होणार नाही असं-तसं. पण कधी-कधी काय होतं, की काही अशा गोष्टी घडल्या तर मग आपल्याला अडचण येते. मग या सगळ्या गोष्टींना ही कन्सिडर करून आपण आपली प्लॅनिंग केली पाहिजे. 1-2 तासाचा बफर आपल्याकडे असला पाहिजे, ते काम करण्यासाठी. तर मग ह्या ज्या गोष्टी असतात, तेव्हा ते प्लॅनिंग केली पाहिजे, की जर मला मला जर, ए एका गावावरनं रिझर्वेशन मी केलेलं आहे. तर मला त्या गावाला 2 तास पहिले पोहचायचं आहे. त्या पण ब हो.
हां. बरोबर. अच्छा. अच्छा असं आहे का? आणि काही जण करतात बघा, आहे भरपूर वेळ जाऊ ना, 15 मिनिटं आधी. तर 15 मिनिटं आधी गेलं, तर चालतं का हो? की आपली म्हणजे तारांबळ उडते, सुधारत नाही 15 मिनिटामध्ये?
बघा ना, आता जर तुम्ही 15 मिनिटं आधी जाता आहे, तर अ आणि तुमचं ट्रेनचं असो किंवा प्लेनचं तिकीट असो, बरोबर. तर तुम्हाला काय आहे, प्लेन प्लेनला तर खूप चेकिंग असतात आपल्यासाठी. चेकिंग करावी लागते. ते आपली पूर्ण बॉडी चेक करतात, <swallows> बॅग चेक करतात. आपलं पास अ, ते आपल्या सगळ्या गोष्टी चेक करतात. आणि त्याच्यामध्येच त्यांना 1-2 तास लागतात, आणि अनिष्या जर खूप रांग राहिली, तर मग तुमचा नंबर तर लागणारच नाही. आणि तुमची फ्लाइट 15 मिनिटं पहिले जर जात आहे, तर ती मिसच होणार आहे. आणि ट्रेनचंही, तसंच आहे. जर तुम्ही 15 मिनिटं पहिले पोहोचता आहे, तर आणि तुम्हाला तुमचा पी-एन-आर नंबर, आणि तुम्हाला ते प्लॅटफॉर्मवरती पोहोचायला धावपळ करावी लागते. तिथं तुम्ही त्या ट्रेनच्या प्लॅटफॉर्म पर्यन्त पोचले, तर त्यानंतर तुम्हाला तुमचा कोच नंबर काय आहे, ते कोच शोधायला टाईम लागतो. त्यानंतर तुमचं सीट शोधायला टाईम लागतो. तर हे 15 मिनिटात एवढी सगळी गोष्ट शक्य नाही.
हां. बरोबर. बॅग चेक करतात. हं. हां. हो ना. हां. होत नाही. अहं.
म्हणून आपण तास, 2 तास तिथं अगोदरच गेलो पाहिजेल आणि आपली सगळी सोय सुविधा करून ठेवली पाहिजेल, जेणेकरून आपल्याला, प्रवासा दरम्यान काही अडचण येणार नाही, आपली ट्रेन चुकणार नाही किंवा आपलं प्लेन चुकणार नाही.
बरोबर. अ, म्हणजे एक प्रकारचं मानसिक समाधान पण आपल्याला असतं नाही का, आलो बाबा प्लॅटफॉर्मवर आता 2 तासाने ट्रेन येईल. आणि आरामशीर मग तिथं टाइमपास करा तुम्ही काय करायचं तिथं जाऊन.
हो, हो. हो. नक्कीच ना.
हां, मग अ, यामध्ये अ, आणखीन काय गोष्टी सांगता येतील बरं? जसं टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांचे रिमाइंडर्स तर असतातच. पण काही-काही जण समजा आपण ऑनलाईन बुक केलं असेल, तर अ, अ, नेहमी-नेहमी त्यांचे कॉल पण येतात आपल्याला नाही का, अ, ऑटोमेटेड कॉल्स असतात, की तुमची ट्रेन आहे आता किंवा बस आहे. तर हे पण कुठेतरी मदत करू शकतं का आपल्याला? आणि आजकाल तर लाईव्ह ट्रॅकिंग निघाली आहे बस क ट्रेन कुठून निघाली आहे, कोणत्या प्लॅटफॉर्मवरून निघाली आहे, ते पण कळतं. तर या पण गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत.
हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. हो नक्कीच ना. म्हणजे या गोष्टीना खूप फायदेशीर ठरतात आपल्याला आपली प्लॅनिंग करत असताना. किंवा आपण जर ट्रेनमध्ये असणार, तर आपल्याला समजतं की आपण कुठल्या लोकेशनवरती आहेत कुठल्या, प्लॅटफॉर्म म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आपली गाडी थांबलेली आहे, कुठल्या गावात आपण आहेत. तर या सगळ्या गोष्टी हे अ‍ॅप्स, आपल्या ट्रॅकिंग अ‍ॅप्स, हे खूप मदत करतात आपली प्लॅनिंग सेट करण्यासाठी.
अच्छा. बरोबर. तर यामध्ये अ, आणखीन काय सांगाल, लहान मूल किंवा महिला मंडळ आपल्यासोबत असेल, तर आणखीन जास्त काळजी घ्यावी लागते का हो ह्या गोष्टींची? आपण कसा एकटा असलं तर काय नाही समजू शकतो, म्हणजे जातो आपण धडपड करत, नाही का. पण अ, असं, म्हणजे कोणी असलं, अ, विशेषतः बुजुर्ग आपल्यासोबत कोणी असलं, तर आणखीन जास्त वेळ, म्हणजे म्हणतात ना, बफर टाईम जे तुम्ही सांगितला होता, 2 तास, ते जास्त वेळ आधी जर गेलं, तर बरंच असतं मग, असं म्हणता येईल?
हं, हं. बरोबर. हो. बरोबर. हं. हो, नक्कीच ना. म्हणजे आपल्यासोबत जर कोणी महिला असेल किंवा बुजुर्ग असतील, तर आपण निश्चितपणेच लवकर पोहोचलं पाहिजे, कारण की काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचण निर्माण होतात. अ आपले जे अ, महिला आहेत, बुजुर्ग आहेत, यांना कधी-कधी ट्रेनमध्ये चढताना अडचण होते. तर मग हो. तर मग
हां. अवघड होतं. हं. आणि आजकाल व्हिडिओ पण तुम्ही बघता बघा, म्हणजे चढताना घाई घाईमध्ये ट्रेन निघाली असते, मग पायच अडकून जातो, मग ते खालीच जातं बाळ किंवा तसा पण अपघात होऊ शकतो मग, नाही का?
हो. बरोबर. हो. नक्कीच, नक्कीच. म्हणून त्यामुळे आपण अगदी शांतपणे जर आपल्याला ट्रेनमध्ये एंटर करायचं असेल, तर आपण तास 2 तास पहिले जाऊन तिथं बसायचं. जशी गाडी लागली, तेव्हा आपण चढू शकतो अगदी शांतपणे. आपण आपल्या अ, म्हणजे त्या महिलेला आपण चढवू शकतो. त्यानंतर आ आजी-बाबांना आपण चढवू शकतो. जेणेकरून काही अपघात होणार नाही आणि आपल्याला त्यांची काळजीही त्या पद्धतीने घेता येते. आपल्याकडे सामानही असतो. आणि अगदी ट्रेनच्या म्हणजे निघण्याच्या टायमाला आपण पोहचलो, तर आपण सामानला ओढायचं, या लोकांना घेऊन पुढे चलायचं की ट्रेनला पकडायची. मग या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर निर्माण होतात. म्हणून जर का आपल्याला हे अव्हॉइड करायचं असेल, तर आपण तास, 2 तास पहिले तिथं पोहोचणं गरजेचं असतं.
अच्छा. हो, ना. हां. बरोबर आहे. अगदी बरोबर. आणि असं म्हटलं जातं बघा, की "जल्दी का काम शैतान का होता है" नाही का. म्हणजे तुम्ही पट-पट-पट घाई केले, तर मग अवघड होऊन जातं. काहीही घटना घडू शकते. हं, समजा आपलं असं झालं बघा, आपण अ, ट्रेन वगैरे मिस झाली आपली, फ्लाईट आपल्याला भेटलीच नाही तर काय प्रोसिजर असते? आपल्याला त्याचं रिफंड वगैरे भेटतं का हो तिकीटाचं? की पूर्णच पैसे आपले वाया जातात? किंवा आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स वगैरे पण असतं बघा फ्लाइटसाठी विशेषतः तर आणि काही-काही आता अशा पॉलिसी निघाल्यात, की तुम्ही एक्स्ट्रा अमाउंट त्यांना दिलं अ, जरी फ्लाइट तुम्ही कॅन्सल केली 1 तास आधी किंवा 15-20 मिनिटं आधी, तरी तुम्हाला फुल रिफंड भेटतं. तर अशा गोष्टी आपण करायला पाहिजेत का?
हो. नक्कीच, हो. हं. हं, हं, हं. हो, नक्कीच. आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे आणि ते खूप चांगल्याही असतात. पण ह्या गोष्टी कुठपर्यंत कामात पडतात आपल्याला सांगतो मी. जोपर्यंत ती गाडी निघालेली नाही किंवा ती तिच्या मार्गस्थ झालेली नाही, हे गोष्ट तोपर्यंतच कामात येते. जर का ती निघून गेली आणि त्यानंतर आपण रिफंड डिमांड करत असणार, तर ते रिफंड आपल्याला भेटत नाही. असं होतं.
हां. नाहीये. अच्छा. हां. अच्छा. हं, म्हणजे गेले पैसे ते पूर्ण वाया नाही का?
हो, नक्कीच.
तर अशा वेळेस स्वतःला कशाप्रकारे शांत ठेवलं बरं तुम्ही, जेव्हा तुमची ट्रेन वगैरे मिस झाली? म्हणजे आपण अ, एक मनामध्ये वेगळ्याच भावना चालू असतात, "नाही, अरे माझी ट्रेन आहे, ट्रेन आहे." आणि मिस झाली तर कशाप्रकारे तुम्ही स्वतःला शांत केलं, सावरलत? किंवा काय नेमक्या तुमच्या भावना चालू होत्या मनामध्ये तेव्हा?
बघा ना, जेव्हा असं काही घडत असतं किंवा असं काही होत असतं, तर तेव्हा मी स्वतःला एवढीच सहानुभूती देतो, की "नाही, नाही, आपल्याला भेटून जाईल भेटून जाईल." भलेही ती आपल्याला भेटणार नसेल पण तरी ती या पद्धतीने आणि त्या पद्धतीने मग मी निर्णय घेतो. कार आपण ती ट्रेन जर आपल्याला भेटणार नसेल, तर पूर्व टायमाच्या पहिलेच आपण तिला कॅन्सल केलं पाहिजे. जेणेकरून जेवढं रिफंड असेल, तेवढं तरी आपल्याला भेटेल. 10% म्हणा, 15% म्हणा, जेवढे पैसे ते डिडक्ट करून आपल्याला परत करतील ते घेण्याचा मी प्रयत्न करत असतो.
<chuckles> अच्छा. हां. अच्छा. अच्छा म्हणजे जेव्हा तुम्हाला कळालं की आता पॉसिबलच नाहीये पोहोचणं. तर अ, तेव्हा तुम्ही शेवटचा उपाय म्हणून हे ट्राय करू शकता भेटलं तर भेटलं, 10-20% तेवढाच खर्चा-पाणी नाही का? <chuckles>
हो. हो, हो, नक्कीच.
हां, तर यामध्ये अशा वेळेस अ, ही परिस्थिती जेव्हा होते ना, तर कशाप्रकारे अ, तुम्हाला एखाद्याने मदत केली असा अनुभव आहे का ओ? म्हणजे ट्रेन मिस होत होती, पण अनोळखी व्यक्तीनं तुम्हाला मदत केली, म्हणून भेटली, शक्य झालं असं झालंय का? जसं तुम्ही ते कारचं उदाहरण सांगितलं होतं. हां.
हं. हो, असं झालंय. हो झालंय की मी म्हणजे अगदी ट्रेन निघत होती. आणि मी पळत होतो ट्रेन पकडण्यासाठी, तर ते डी-डी-एल-जेमध्ये नाही होत का? हात तो देतो त्याला, त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने मला त्या व्यक्तीने हात दिला. आणि मी त्याला हात दिला. त्याने मला खेचलं मध्ये त्याच्यामुळे आणि त्यामुळे माझी ती ट्रेन म्हणजे मी पकडू शकलो होतो.
हां. <laughs> "भाग सिमरन." अच्छा. अच्छा. म्हणजे तसं झालं होतं तुमचा डी-डी-एल-जेचा सीन नाही का? "भाग सिमरन भाग." <chuckles>
हो. "भाग" हो. <chuckles>
अच्छा अ, खूपच अ, छान माहिती तुम्ही सांगितलीत, आणि वेगवेगळे प्रसंग तुमचे सांगितलेत, की ट्रेन अ, चुकल्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं. प्री प्लॅनिंग त्याच्यासाठी गरजेचे असते तुम्ही सांगितलं. आणि विशेषतः सोबत तुमच्या जर लहान बाळ, महिला वगैरे कोणी असलं, वृद्ध असलं, तर त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा टाईम आधी जा, असं सांगितलं. म्हणजे एक मानसिक समाधानही आपल्याला भेटतं. मस्त वाटलं मला या सगळ्या गोष्टी ऐकून. अ, आपण नक्कीच पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
हं. हो.